हो, नक्कीच. अ, वडिलांसमोर तर कधी अशी हिम्मत नाही झाली माझी. पण मग मी काय करायचो, की आता बऱ्याच अं, बरेच काही असे गाणे असायचे, की ज्याच्यावर तुम्ही डान्स वांस करू शकता, तर मी काय करायचो, घरी कोणी नसले, आई-वडील कुठं बाहेर गेले कामानिमित्त काही असले, तर मी माझ्या शेजारच्या जे, जे मित्र आहे ना, त्यांना घरी बोलून घेऊन यायचो. कारण की त्यावेळेस एक अ, रेडिओ सगळ्यांकडे असायचे. पण टेप रेकॉर्डर नवीन-नवीनच आलेला आणि तो आमच्या घरी आलेला. तर मी त्यांना बोलवायचो, मग मी ते मोठ्या आवाजात गाणी लावायचो आणि मग दरवाजे बंद करून, आम्ही डान्स करायचो आणि
हां. हं. हां. हो, हो. हो. हं. अच्छा. अरे वाह!
फार मज्जा करायचो आम्ही.
हां. एकंदरीत आठवणी त्या फार आठवतात आणि काही वेगळ्याच असतात लहानपणीच्या. मग तुम्ही जर समजा, त्या काळात परत गेलात, तर त्या क्षणात काय वेगळं कराल?
त्या काळात अगर मी परत अ, वेग अ, जाण्याचा असा काही प्रसंग आला समजा, तर वेगळं करण्यापेक्षा मी हे करेल, की त्या ज्या जुन्या गोष्टी आहे नं, त्या पुढया पुढे कशा नेल्या पाहिजे आपल्या पिढीबरोबर, किंवा त्या गोष्टी जतन कशा करून ठेवल्या पाहिजेत. त्या वेळेस काय होतं ना, फार डेलिकेटेड होता, की ज्या कॅसेट्स यायच्या ना, त्याचे ते रील्स तुटून जायची.
हां. हो.
बऱ्याच वेळा ती फसून जायची, काही ना काही व्हायचं, अडकायची. हां. तर,
हो. बरोबर. अडकायची किंवा रेकॉर्डरमध्ये. हां.
आताची टेक्नॉलॉजी चांगली आहे. पण तेव्हा ती टेक्नॉलॉजी नव्हती, पण तेव्हा ती आवड होती. तर मला असं वाटल, की हां. काही टेक्नॉलॉजी
हो, असं होतं. आवड आता कमी झाली आहे. आता टेक्नॉलॉजी छान आली आहे तर आवड कमी झाली आहे. <chuckles> हां.
हां, तर त्यावेळेस काही टेक्नॉलॉजी आणता आली, तर मला त्याच्यावर

अच्छा. वाह!
हां. आणि ते आजही त्यांनी काय केलं एका आमचं जे अ, स्टोअर रूम आहे, त्या स्टोअर रूम म्हणजे म्हणजे थोडं बसायला यायला त्याला जागा आहे तिथं, तिथं तो त्यांनी ठेवलेला आहे. आजही त्यांना कधी काही वाटलं ना, तर ते बसतात तिथं. ऐकतात गाणे ऐकतात ते. आणि मल
हां. हां. वाह! टेप रेकॉर्डरमध्ये का? जुन्या टेप रेकॉर्डरमध्ये? वाह!
हां. जुन्या टेप रेकॉर्ड आणि ते मी त्यांना बराच वेळा म्हणतो, "यार तुम्ही सीडी प्लेअरवर ऐका. याच्यात काय आहे, कॅसेट अटकती असं होतं तसं होतं." पण ते मला सांगतात, की "याची क्वालिटी तू सीडीवर मॅच नाही करू शकत. याच्यामधला जो आवाज येतो ना," म्हणे तो "ओरिजिनल आवाज येतो." म्हणे, "असं मला असं वाटतं" म्हणे. "पण तुम्ही जे आता टीव्हीवर लावतात ना." म्हणे "ते स्पीकर्सवर लावतात. त्याच्यामध्ये तो आवाज म्हणे असा कर्णकर्ष आवाज वाटतो." म्हणे, "असा तो ऐकायला आवडत नाही." म्हणे "ते कानावर तो हे नाही पडत."
हां. हां. हो ना. हां. अच्छा. अच्छा. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्हा तुम्ही पण तशीच वाटते का क्लिअ‍ॅरिटी म्हणजे त्यात चांगली होती आणि आताच्या ह्याच्यात नाही असं वाटतं तुम्हाला पण?
अ, नाही, मला तर असं वाटतं, की आताची टेक्नॉलॉजी फार सुपीरियर आहे, जुन्या टेक्नॉलॉजीपेक्षा, पण ते कसं आता एक अ, एक नजरीया असतं, अ, नजरिया असतं. आता त्यांना कसं ते शांत आवाज, नॉर्मल शांत बसणे, त्यांना ते आता कसं हं.
हो ना. बरोबर. हां. आठवणी म्हणू शकतो. हो ना. बरोब हां. किंवा बॅकग्राऊंड म्युझिक काही नाही असं, असं म्हणजे ते छान वाटतं असं.
आता कसं आपल्या साउंड सिस्टम्समध्ये एवढे टेक्नॉलॉजी आलेली आहे. अ, बेस आहे. त्याच्यानंतर ट्रबल्स ट्रबल आहे, किट्स येतात. परत वूफर्स, सब वूफर्स भरपूर काही गोष्टी बदललेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये.
हो. हो ना. नक्कीच. मग गाणी आणि आठवणी यांचा संबंध इतका का स्ट्राँग असतो असं तुम्हाला वाटतं?

अच्छा. मग ती गाणी कुठलं ते गाणं सांगू शकाल का?
हो. नक्कीच सांगू शकतो. आता त्याच्यातही काय होतं ना, की अ, आमच्या घरी रेडिओही होता आणि वडिलांनी ते टेप रेकॉर्डरही घेतलेलं होतं. वडिलांना गाण्याचा गाण्यांची फार आवड होती आणि आईला ते टेप रेकॉर्डर लावता येत नव्हतं. पण ती तिच्या दैनंदिन जीवनाच्या कामामध्ये काय करायची? ती दुपारी रेडिओ लावायची आणि त्यावेळेस ते आकाशवाणी यायचं नेमकं. ती धुनं भांडं करत राहायची त्यावेळेस आणि त्याच वेळेला काय व्हायचं ना, आकाशवाणी यायचा टाईम अन् आमच्या घरी आमच्या क्वार्टर्सला पाणी येण्याचा वेळ एकच असायचा, दुपारी 1 चा. <chuckles> मग
वाह! हां, हां, हां. हां. अरे! हां. <chuckles> त्यामुळे मिस होत असेल त्यांचा मग तो कार्यक्रम.
अ, मिस व्हायच्या. मग ती काय करायची तो रेडिओ जो आहे ना, तो सेलवरचा रेडिओ होता मोठे सेल्स लागायचे. तर ती बाहेर आणून असं तिथे ठेवायची, की जेणेकरून तिला गाणे ते ऐकू येतील. तर त्यावेळेस काय आहे ना, दुपारी ते गाणे लागायचे मराठी. तर अ, राजाला ही ललकारी अशी दे, ते एक मराठी गाणं होतं.
हां. हां. हां. वाह, वाह! <chuckles> हां, हां, हां. "राजा ललकारी" तेच का?
आणि अशी दे. हां. त्या आईला मराठी गाणे आवडायचे ना. तर मग ते एक गाणं माझ्या नेहमीसाठी लक्षात राहिलं आणि ते एक गाणं होतं, की अ, निसर्ग राजा ऐक सांगतो.
हां, हां. वाह! हां. हां. निसर्ग राजा आईक सांगतो. हां. वाह! छान गाणी होती ती एकदमच. असं ऐकल्यावर पण छान वाटायचं ते हां. मग तुम्हाला असं म्हणजे अ, काही खास आठवण होती का त्याच्या गाण्याशी रिलेटेड? किंवा मजेशीर क्षण असे सांगू शकाल?
ऐक सांगतो. हो, हो. ते हां, हां, तर मरा हां, तर मला